म्हणजे याची जाणीव मला पहिल्यांदा झाली जेव्हा मी ऑफिसमध्ये खूप बिझी व्हायचे आणि घरी येऊन मग नंतर मला असं वाटायचं की रिलॅक्स होण्यासाठी मी आता काय करू, तर झोपायच्या आधी मला असं वाटायचं की चला बाबा थोडंफार आपण 1 अ, एपिसोड बघून घेऊया कोणत्यातरी एका सीरीज चा, तर ते 1 एपिसोड पाहिल्यानंतर मग मला बंद करायचं असं मनच नाही व्हायचं, मला असं व्हायचं की अरे, हां बाबा आता पुढे काय होईल चला अजून एक थोडंफार 5 10 मिनिटं बघून घेते पुढचं, मग ते 5 10 मिनिटं कधी अजून आणखीन एक्स्ट्रा 5 10 मिनिटं, अजून 5 मिनिटं अजून 5 मिनिटं करत-करत 2-3 तास निघून जायचे आणि मग त्यामुळे सगळं अख्खं टाईमटेबल माझं उलट-पुलट व्हायचं, की रात्रीच्या झोपेला खूप उशीर व्हायचा .मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला उशीर व्हायचा. मग नंतर मग अख्खा दिवस चिडचिड-चिडचिड करतच जायचा, तर मला वाटतं सोशल मीडियावर एवढा वेळ देणं खूपच आपल्यासाठी चांगलं नाही आहे, आणि त्याचे खूप अ, निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्या लाईफस्टाईलवर होतात.
हां. हां, हां. अच्छा. मलाच नाही माहीत. हां. हां. अरे बापरे! अच्छा मग तुम्ही केव्हा नेमकं ठरवलं की मला आता फक्त इतकाच वेळ द्यायचा आहे सोशल मीडियाला किंवा तुम्ही सोशल मीडिया पाहणं किंवा काय म्हणतो आपण वापरणंच बंद करून टाकलं ने
म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना की बघता-बघता रात्रीच्या 2-3 वाजून जायचे आणि झोप काही यायची नाही कारण एवढं आपण मोबाईलची लाईटसमोर डोळे ताणून बघतो, तर त्यामुळे डोळ्यांवरही खूप अ, दुष्परिणाम होतात आणि मग नंतर मला चष्मा लागला. तर अ, <chuckles> डॉक्टरांनी सांगितलं की हे कसं काय झालं? तर मी त्यांना सांगितलं की रोज मोबाईलवरती रात्री खूपच स्क्रोलिंग वगैरे चालू असतं आणि 2-3 तास तरी झोपण्याआधी आम्ही मोबाईल बघतो, तर ते म्हणाले हेच कारण आहे सगळ्या लोकांचे डोळे बघा आता खराब होतात आहे, आणि सगळ्यांनाच चष्मा लागतय. आणि त्यानंतर मग ना दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसमध्ये अख्खा दिवस लॅपटॉपवरती काम करायचं असतं, तर आणखीन डोळ्यांवर ताण पडतो. तर त्यामुळे व्हिजन एवढं वीक झालं ना, की मायग्रेन्स पण सुरू झाले. तर आपल्या हेल्थवरती भरपूर असे परिणाम व्हायला लागले. मग तेव्हा मी ठरवलं की आपण बंद करायचं.
बरोबर. अरे बापरे! <chuckles> बरोबर पण हां, हां. बापरे! पण कधी-कधी कसं होतं हां, हां, हां, आलं माझ्या लक्षात, पण कधीकधी कसं होतं की सोशल मीडिया ही काळाची गरज आहे असंही म्हटलं जातं कारण की आपलं काम जे असतं म्हणजे ऑफिसचे ग्रुप्स वगैरे असतात WhatsApp वर नाही का, तर ते आपल्याला गरजेचंच असतं की आपण असं नाही की अनइन्स्टॉल करून टाकू WhatsApp किंवा रिप्लायच देणार नाही अशा वेळी खूप गरजेचं बनतं आपल्याला वापरायलाच अ, पाहिजे आणि कधी-कधी नातेवाईक वगैरे जे असतात आपले हॅपी बर्थडे किंवा विश जे आपण म्हणतो अ, अ, विशेष जे मेसेज हॅपी दिवाळी झालं, हॅपी दसरा झालं असे मेसेज ही पाठवतात, आणि त्यांना जर आपण रिप्लाय वेळेवर दिला नाही, तर त्यांना कसं असं एक इग्नोर केल्यासारखं वाटतं. तर अशा वेळेस तुम्ही अ, त्यांना कसं सांभाळता म्हणजे एखादं उ उदाहरण वगैरे आहे का तुमच्या आयुष्यामध्ये याबद्दल?
हो.

म्हणजे कसं काय होतं ना? आजकाल सोशल मीडियाने तर लोकांना एकदम असं वेड लावलंच आहे. <chuckles> त्या लोकांना अजिबात समजतच नाही की वेळ कधी निघून जातो आणि किती तास झाले ते सोशल मीडियावर स्क्रोल करत राहतात, करत राहतात. आणि जे कॉन्स्टंट स्क्रोलिंग एक अ, अ‍ॅडिक्शन म्हणून झालं आहे, असं मला वाटतं. तर अ, ह्या वस्तूवर नियंत्रण ठेवणं खूपच म्हणजे नीड ऑफ दी ऑवर आपण म्हणतो ना, तसं झालंय. तर अ
बरोबर. <chuckles> हां. अगदी बरोबर म्हणजे वेळ, काळाची गरज जे म्हणतो आपण.
हो आणि जसं अ, आपण म्हणतो ना एखाद्याला ड्रग्स किंवा अल्कोहलचं अ‍ॅडिक्शन असतं, तसंच सोशल मीडिया अ‍ॅडिक्शन पण आजकाल एक आजारच झालाय, तर <chuckles> त्यासाठी सोशल मीडिया डिटॉक्स पण असतं. तर ते पण खूप जणांना फॉलो करणं गरजेचंच आहे मला असं वाटतं.
<chuckles> अरे बापरे! हं, हं, हं. हां. काय असतं बरं नेमकं सोशल मीडिया डिटॉक?
त्यात ना काय असतं की आपण अ आजकाल काय मोबाईल सगळ्यांच्याच हातातच असतो आणि सगळे इतके कामात बिझी असतात आणि कामात बिझी असल्यामुळे काय होतं, की आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटू नाही शकत.
बरं. हां. अगदी बरं.
तर पूर्वी कसं काय आपण अ, मोबाईल एवढं जास्त नसायचे कोणाकडे, तर लोकं एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचे, पहायचे, हसायचे किंवा एकत्र बसून चहा घ्यायचे किंवा य जेवायचे वगैरे. तर ही वस्तू व्हायची आणि समोरासमोर माणसं बोलल्यावर ना, एक अ, छान असं आपल्याला प्रतिक्रिया पण दिसते. आपण त्यांच्या डोळ्यात बघू शकतो, की ते हसतात आहे आणि ते एक जेन्युइन फीलिंग आपल्याला कळतं. पण फोनवर काय होतं की अ, ही सगळी वस्तू आजकाल एवढं बिझी लाईफस्टाईलमुळे सगळ्यांची बंद झाली आहे आणि त्यामुळे ना, लोकं फोनवरती सोशल मीडियावर एकदम गपचूप एकटं बसून फक्त स्क्रॉलिंग करत राहतात. किंवा Netflixवरती सगळे अ, काही ना काही पॉडकास्ट किंवा मूव्हीज हे सगळं बघत राहतात.
बरोबर, अगदी हुशार. हं, हं, हं. हां, हां, हां. बरोबर. अ, तुमच्या आयुष्यामध्ये अ, कधी असा प्रसंग आलाय की अ, "अरे यार अ, खूपच आपण सोशल मीडिया वापरतोय?" असं म्हणजे आपण म्हणतो ना जाणीव तुम्हाला पहिल्यांदा कधी झाली?
तर त्यामुळे ना

हां, हां, हां. आपण ते असं म्हणतो ना "ना रहेगा बास ना बजेगी बासरी" हिंदीमध्ये म्हणतात असं. <chuckles> त्या प्रकारचं म्हणजे तुम्ही वायफायच बंद करून टाकला जा तिकडं <chuckles> अच्छा हो.
बरोबर अगदी बरोबर. हो. आणि मी ऑफिसमध्ये पण सगळ्यांना सांगून ठेवलं की रात्रीच्या 11:00 नंतर मी अवेलेबल नाहीये. तर मला. 10 च्या आधीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात.
पण हं. हां नो मेसेजेस, नो कॉल्स असं तुम्ही सांगितलं आलं लक्षामध्ये. पण कधीकधी कसं होतं माहिती आहे का सोशल मीडियापासून आपण जर ब्रेक घेतला जसं तुम्ही सांगितलं मेसेज नाही, कॉल नाही खूपच लिमिटेड तुमचा वापर होता. आपल्याला कसं होतं समजा Facebook झालं किंवा Twitter आहे किंवा Instagram आहे. तर आधी आपली जी सवय होती ती स्क्रॉल करायची काय चाललंय जगामध्ये बघायची नाही का. पण अ, जेव्हा आपण वापर करणं बंद करून टाकतो सोशल मीडियाचा. तर अशा वेळी तुमच्यासोबत झालंय का की, "अरे काहीतरी आपण मिस करतोय?" किंवा "आपण जगाच्या मागे पडतोय." जे FOMO एक आपल्यामध्ये यायला लागतो. तर असं एखादा अनुभव तुमचा आहे का? आणि असला असेल तर कशा रीती तुम्ही त्याला हा हाताळलं असं म्हणता येईल?
हो, हो. हो. हो ना सुरवातीला व्हायचं ते. म्हणजे आमचं कसं काय की ऑफिस झाल्यानंतर ना मित्र, वहिनी, मैत्रिणी गप्पा मारत असतात ना WhatsAppवरती Instagramवर. एकमेकांना आपण रील पाठवतो आणि त्यावरती मग आपले प्रतिक्रिया देतो, रिस्पॉन्स देतो. हा, हा. ही चालूच असतं सगळ्यांचं.
<chuckles> हां, हां. बरोबर हां, हां. आणि त्यातही एखादी रील कोणी शेअर केली आणि ती ओपन केली त्याच्या लागोपाठच मग दुसऱ्या रील आपोआप स्क्रॉल करत चालतात.
हो ना आणि आमचं ना ग्रुपमध्ये असे 2-3 मुली आहेत ज्या खूप एकदम असे फनी-फनी रील्स बनवतात आणि पाठवतात एकमेकांना. तर मग मी मोबाईल बंद केल्यावर मग दुसऱ्या दिवशी त्या विचारायचे. की, "अगं तू माझी रील का नाही पाहिलीस? तू काय म्हणाली का नाही मला? काही कमेंट नाही केलं? लाईक नाही केलं?" तर मग मी त्यांना सांगायचे की, "बघ माझ्या डोळ्यांवर असा दुष्परिणाम होता चष्मा लागला. हो मायग्रेन झालं. तर त्यामुळे ना मी बंद करते." मग मला वाईट वाटायचं आणि मला पण असं वाटायचं की, "अगं तिने आत्ता रील टाकली आणि मी नाही पाहिली आणि बाकीच्यांनी पाहिली." तर ते FOMO व्हायचं मला सुरुवातीला. पण आपली तब्येत पण आपणच सांभाळू शकतो की नाही. तर त्यामुळे मग मी ते बंद केलं.
अच्छा. हां, हां. म्हणजे. <chuckles> हां. हां. परिणाम झालाय. हं, हं, हं. बरोबर. हां, हां. अगदी बरोबर. हं. जसं तुम्ही आधी उल्लेख केला होतात की तुम्ही स्क्रीन टाईम लावला आणि वेळेवरच वापरायला लागले. आणि यामध्ये तुम्ही असं काही केलंय का? की ॲप्स वगैरे अ, मोबाईलमध्येच काही असे इन्स्टॉल केले ज्यामुळे तुम्हाला अ, सोशल मीडियापासून दुराव अ, काय म्हणतो आपण दुरावा तर ठेवायचाच पण थोडं मॅनेजमेंट जे आपण म्हणतो. म्हणजे ऑफिसचे कॉल्स किंवा पर्सनल कॉल्स असं त्यांनी वेगवेगळे करण्यास तुम्हाला मदत केली.